नातेसंबंध म्हटलं की थोडेफार तर आपले मतभेद असतातच आणि कधी-कधी काय होतं ना की मतभेद वाढतात आणि त्याच्यातून बऱ्याच वेळेला नाही का, आपण अ, भांडणं वगैरे पण होतात आणि कधी-कधी नाती दुरावतात. पण असं कधी तुमच्या बाबतीत झालंय का की तुम्ही एकदा शांतपणे बोलून अ, नातं तुमचं सुधारलं. तर असं काही झालंय आणि ती घटना काय होती नेमकी ते सांगू शकाल?
अ, हो, माझं कसं होतं, माझा स्वभाव हा तापट होता. म्हणजे कसं लगेच, आपण म्हणतो ना, उत्तर द्यायचं किंवा लगेच तोंडीला तोंड लागायचं, असं होतं. पण एक अ, वेळ येते ना त की आपल्याला शिकवते की आपलं जर नातं अजून बिघडत चाललंय की आपल्या ज्या स्वभावामुळे किंवा आपण लगेच उत्तर देतोय त्याने, तर मला असं स्वतःला समजलं की आपण हा प्रयोग करूया की आपण एक शांततेने संयम ठेवून अ, ही गोष्ट हँडल करूयात. अ, तसंच एक माझ्याबरोबर झालेलं की अ, माझं अन् माझ्या अ, मिस्टरांचं भांडण झालेलं होतं आणि आम्ही दोघंही एकाच स्वभावाचे म्हणे क म असं असतं ना की आपण अ, कोणाचंच ऐकून घेत नाही म्हणजे ते माझंही ऐकून घेत नाही आणि मी त्यांचंही ऐकून घेईना. असं होतं. तर मग मला अ, कुठेतरी आपण म्हणतो ना की मी अ, वाटलं की आपण शांततेने सॉल्व्ह करूयात काही गोष्टी माझ्या मनालाच असं वाटलं. हं. तर अ
अच्छा. हो, हो, हो. अरे वाह! अच्छा. हां. हो ना, हो ना. अच्छा. अच्छा. हां. अरे वाह, वाह, वाह! मग मला असं विचारायचं होतं की म्हणजे तुम्ही जसं सांगितलं की बऱ्याच वेळेला हा लोकांचा प्रॉब्लेम असतो की दोघं लोकांचे स्वभाव सारखे असले, जोडीदाराचा आणि आपला, तर मग अ, आणि त्यात जर ते दोघेही तापट असले, तर आणखीन वाद होऊ शकतात. तर मग तुम्हाला का वाटलं म्हणजे बरं असं की आता आपण थोडंसं, नाही का, एक अ, म्हणजे फ्युचर ग्रोथसाठी किंवा चांगल्या नात्यासाठी की आपण थोडंसं जरा रोल चेंज करूयात किंवा जरा थोडंसं आपल्या ह्याला आवर घा लूयात. तर असं म्हणजे का वाटलं तुम्हाला की त्याच्या आधी असं काही घडलं होतं स्पेसिफिक तर ते थोडं सांगू शकाल?
हं. हो, हो. <inhales> बरोबर आहे. अ, हो. अ, हो. कारण की अ, कसं असतं की नातं विकोपाला जातं आपण बोलतो ना की खूप अं, जास्त प्रमाणात त्याच्यामध्ये भांडणं आणि तंटा वाढतो आणि तिसऱ्यापर्यंत काही गोष्टी जातात. तर माझं, आमचं असंच झालं होतं की तिसऱ्यापर्यंत त्या गोष्टी गेल्यामुळे <chuckles> अ, ते मला समजलं की किंवा आपले घरातले जे मोठी असतात ना म्हणजे समजा माझी आई-वडील आहे ते काय सांगतात की "बाळा तू माघार घे, जरीही आपला नवरा नसेल माघार घेत, तर तू माघार घे त्या गोष्टींना. तुला नातं जपावं लागेल, ठीक आहे. माणसाचं कसं असतं की बाईमध्ये अ, सर्व शक्ती ती असतात की ती सर्व करू शकते, तेवढी माणसाची नसते. सहनशीलता सगळ्यात जास्त बाईमध्ये देवाने दिलेली आहे. तर तू माघार घे त्या गोष्टींमध्ये आणि तू एकदा शांततेने अ, सॉल्व्ह करायचा प्रयत्न कर." असं त्यांनी मला सल्ला दिला. मग मी तो सल्ला घेतला की मलाही वाटलं की आपलं नातं जास्त विकोपाला जातयं, तर अ, नको जास्त पुढे काही व्हायला आणि आपल्याला मुलगी पण आहे किंवा आपल्याला बाळ आहे, त्याचा पण दृष्टीने त्याच्यावर परिणाम होत चालतं हो, मग मला ते सगळ्यांनी समजावलं की अ, "तूच शांततेने घेआता, ते नाही घेत आहे तर म आम्ही त्यांना काही जबरदस्ती नाही करू शकत. तू आमची आहेस, तर अ, तू शांततेत घे." तर मग मी तिथून अ, म्हणजे त्यां अ, त्यांच्याशी बोलण्याचा ट्राय केला, की नाही मी शांत होऊन आधी मी ना त्यांची बाजू जास्त ऐकली कारण की अ, हे खरं म अ, महत्त्वाचा पॉइंट असतो की आपण हो. त्यांच्याशी अ, शांततेने बोलण्याऐवजी पहिले ना त्यांची बाजू ऐकून घेणं आणि त्यांच्या कलेने घेणं ठीक आहे क
हं. हो ना. अच्छा. हो ना, हो ना. हां, हां. <chuckles> हो ना, हो ना. अगदी. हो. सहनशीलता जास्त असते. हं. हो ना. बरोबर आहे. बरोबर. हां, हां, हां. बाळ आहे म्हणून. त्याचा विचार केला पाहिजे. हो ना, हो ना. हां. तर तू तर घे. हो ना. खरंय. हां, हां. अरे वाह! महत्वाचं आहे आणि. हम्म. बरोबर आहे. म्हणजे लोकांचं कसं असतं ना की प्रत्येकालाच आपापला मुद्दा मांडायची आणि आपण कसं बरोबर हे सांगायची घाई असते अन् याच्यातून वाद मला वाटतं बऱ्याच वेळेला वाढतात. त्यापेक्षा तुम्ही मग एक प्लॅन चेंज असा केला की तुम्ही पहिल्यांदा ऐकण्याची भूमिका घेतली. तर म्हणजे हे हेच मला वाटतं कुठेतरी चेंजर ठरलं असावं सुरुवातीला. तुमचे मिस्टर मग असे आवाक झाले का की आता ही ऐकून घेते आहे वगैरे असं काही घडलं मग? किंवा पुढं काही घडलं आणि?
हां. ए म्हणजे बरोबर. हो. आवाक झा नाही, आवाक झाले आहेत, पण त्यांचं एक असतं ना की अ, माणसाचा एक मीपणा येतो आणि त्यांना असं वाटलं हिची चुकी म्हणून ही थोडी माघार घेते. असं त्यांना स्टार्टिंगला वाटलं हां. तर मग अ, त्यांन अ, त्यांच्याशी मी अ म्हणजे त्यांचं ऐकण्याचं कधी मी असं होत नव्हतं ना की मी त्यांची गोष्ट ऐकायची पहिल्यांदा आणि हे पहिल्यांदाच झालं होतं की मी त्यांना प्रिफर केला की नाही तुम्ही सांगा काय तुमच्या मनात, मी ऐकते शांततेने वगैरे. त्याच्यामुळे त्यांना पण ते एक अ, झालं की हे माझं ऐकते म्हणजे त्यांचा पण एक सॉफ्ट कॉर्नर बोलतो ना की तो एक तयार झाला.
हां. हो ना, हो ना. हां, तसंही होतं. अच्छा. हां. हां, हां. अच्छा. हां, हां. बरोबर. अगदी अगदी. <chuckles>
मग, तो झाल्यामुळे त्यांनी पण एक ते सांगायला की माझ्या ज्या चुका असतील, काही असतील ते सगळं सांगायला सुरुवात केली. पण त्याच्याबरोबर त्यांनी एक जोडलं पण की "हां. माझं चुकलं म्हणून तू ही चुकी केली." असं ते बोलल्या गेल्यामुळे नातं अ, सुधारलं. म्हणजे आपण बोलतो ना की एकाने जर शांतता घेतली तर दुसरा जरी कितीही चिडलेला असो ना तर त्याला पण कुठेतरी जाणीव होते की नाही माझं चुकलं कारण की हा समोरचा एवढा शांततेत आपल्याशी बोलतोय म्हणजे माझं पण कुठेतरी चुकलं असेल हे त्याला पण जाणवतं. म्हणून आपण म्हणतो की नात्यामध्ये
अच्छा! अच्छा! अरे वाह वाह. <chuckles> अ, हां, हां. अरे बापरे. खूपच छान. म्हणजे अ, इतर वेळेला तुमचे मिस्टर तुमच्यावर काहीतरी आरोप करत असतील, तुम्ही त्यांच्यावर काहीतरी आरोप करत असाल. पण आता तुम्ही थोडंसं शांतपणे घेतल्यामुळं त्यांनी थोडे केले तुमच्यावर आरोप पण नंतर त्याला सांगितलं की माझं पण चुकलं आहे, ते म्हणजे हे तुमच्यासाठी खूप नाही का असं म्हणू शकतो ना की अ, काय म्हणतात की छोटासा विन तुम्हाला ती मिळाली म्हणजे जी आधी कधी झाली नव्हती.
हो, हो. <chuckles> हो, हो. अ, बरोबर.
आणि मग याच्यानंतर तुम्ही मग ते अ, परत आणखीन तुम्हाला नाही का असं वाटलं असेल ना की आता हे जे आपल्याला मिळालेलं आहे शांतपणे ऐकणं किंवा बोलणं. तर हे परत कंटिन्यू करावं मग तुम्ही तो बदल कायमस्वरूपी निर्णय घेतला की आता काय केलं पाहिजे?
हो. मग हो. म्हणजे अ, म्हणजे एक निर्णय असा घेतला की जर अ, दोघांपैकी एकाने काय होतं शांततेत म्हणजे असं दोघांनी लगेच तोंडाला तोंड लागायचं की ते भांडणे करायचं जर एक आगीचा गोळा होत असेल तर एकाने बर्फ होणं गरजेचं असतं. जेणेकरून काय होतं की ते भांडण विकोपाला पण जात नाही आणि समोरचा काय बोलतो, जो रागात असेल ना तो शांततेत असणारा माणूस पण ऐकून घेतो. आणि त्याच्यावर पण तो पॉइंट काढतो की नाही मग हे चुकीचं आहे तो शांत झाल्यावर मग आपण त्याला सांगतो. पण जेव्हा दोघं पण भांडणं करत असताना ते कळत नाही दोघांना पण ते काय बोलते मी काय बोलतो असं आणि त्यांनी अजून भांडणं वाढतं आणि दोघांना वाटतं की अरे! हा बाय नवरा असून चुकी असून ऐकत नाही किंवा ही बायको असून चुकी असून ऐकत नाही. त्या गोष्टी मग वाढत जातात. जेणेकरून मला असं वाटतं की एकानी शांतता किंवा एकानी थोडंसं अ, बॅक फूटला यायचं आणि मग त्या गोष्टी सॉल्व्ह करायच्या.
हां. हां. अच्छा. बर्फ बनायचं. बरोबर आहे अगदी. हो. अगदी, अगदी. हां. <chuckles> बरोबर आहे ना पद्धत. हां. हो, हो. हां. अगदी, अगदी. खूपच छान! म्हणजे तुमचा जो अनुभव आहे ना, म्हणजे कसं आहे ना, की असंच आपण बोलणं अ, कुठल्याही याच्यावरती आणि अनुभवसिद्ध असणं याच्यामध्ये खूप मोठं अंतर असतं. तर तुम्हाला हे याचा अनुभव आल्यामुळं मग तुमच्या बोलण्याला तेवढं नाही का, आपण असं म्हणू शकतो, की तेवढं महत्त्व आहे. तर अ, मग आता त्याच्यानंतर हे हा किस्सा घडला. मग त्याच्यानंतर नात्यांमध्ये तुम्हाला लगेच फरक जाणवला, की मग हळूहळू ग्रॅज्युअल प्रोग्रेस जे म्हणतो ना तशी झाली किंवा तुमच्या मिस्टरांच्या वागण्यामध्ये मग आणखीन काय बदल होत गेले, तर ते थोडं सांगा ना मग?
हो, हो. नाही. हो, हो. कारण की अ, कोणत्याही परिस्थितीत माणूस लगेच आज चांगला, म्हणजे आज वाईट आहे, उद्या लगेच चांगला होतो असं तर होत नाही. त्याला म्हणजे स्टेप बाय स्टेप सुधारतो तो, लगेच नाही होत. म्हणजे याला भरपूर काळ गेला, पण एक म्हणतो ना अ, आपण, की पहिले जो अ, 100% चा होता, तो 80% वर आला. 80% 60% अशी ती प्रोग्रेस होत गेली. लगेच नाही, थोडंसं अ, मला पण जड जायचं. कारण की मला बॅकफूटला राहून बोलायचं होतं, की लगेच हो. छान प्रक्रियाच आहे आणि ते एका माझ्याच्याने
हां. हो ना, हो ना. हो, हो. बरोबर. अच्छा. अरे, वाह! वाह! <laughs> हो ना शांत राहणं म्हणजे ती प्रक्रियाच आहे ना, नाही काही न करणं ते हेच आहे ना म्हणजे एखादा माणूस जर जास्तच ॲक्टिव्ह आहे आणि त्याला जर सांगितलं, की आता काहीच नाही करायचं तर पेशंट झाल्यासारखचं होतं ना.
हो, हो. त्याच्यामुळे हो. त्याच्यामुळे ते अजून मला मनाला पण खायचं, की त्या गोष्टीपण मला एक असायचं, की नाही. आपण आपले मुद्दे भांडूयात ना, पण जेव्हा तो समोरची व्यक्ती शांत असेल ना, तेव्हा आपण आपला जो असेल तो आपला मुद्दा मांडायचा किंवा आपल्याला भांडायचा तेव्हा भांडूयात. पण जेव्हा तो रागात असेल ना, तेव्हा आपण नाही भांडायचा. जेणेकरून काय होईल, की अ, घर पण शांत आणि चांगलं राहील आणि घरात ताण-तणाव निर्माण होणार नाही आणि आपलं नातं हे चांगलं टिकून राहील आणि सुधारेलपण.
अच्छा. हां, हां. अगदी, अगदी. हं, हं. अगदी, अगदी, खूपचं छान! तर म्हणजे थोडक्यात अ, 1 निर्णय बघा ना, किती माणसाचं आयुष्य बदलू शकतो आणि प्रत्येकालाचं काय वाटतं ना, की मी असचं वागलं पाहिजे, माझा स्वभावचं हा आहे आणि असं मला वाटतं नाही कुठेतरी नाही का, स्वभाव म्हणजे काय? आपण बनवलेला असतो आणि असे जर आपण बदल केले तर सकारात्मक गोष्टी पण घडू शकतात. म्हणजे एक वेगळंही मार्ग असतो. तर तुम्ही तो स्वीकारला, मला वाटतं ह्याच्यात तुमचं पण मोठेपण आहे आणि म्हणून हे सगळं होऊ शकलं. तर मग तुम्ही इतर लोकांना काय सल्ला द्याल? जर अशी कोणावरती जर अशी परिस्थिती असेल, की वाद होत असतील आणि मग अ, काय तुम्ही सांगाल म्हणजे बेसिकली?
हो, हो <chuckles> हो, हो. हो. हो, नक्कीचं ना. कारण की कसं असतं की नातं अ, जपायला म्हणजे आपण म्हणतो ना, की नातं जपायला खूप कठीण असतं आणि आजकालच्या मीपणामुळे लोकं कुणी माघार घ्यायलाचं तयार नसतात. त्याला वाटतं मी भारी. मला वाटतं मी खूप भारी. पण असं न होतं नातं जपायचयं कुणी भारी वगैरे काहीचं नसतं. आपल्या मनाने ठरवतो, आपण भारी की नाही. असं आपल्या मनात जे असेल तेचं असतं.
हो, हो. हो. <chuckles> अगदी, अगदी. हो, हो, हो. बरोबर आहे ना प्रत्येकाला आपण स्वतःला हीरोचं वाटत असतो ना, प्रत्येकाला असं वाटत असताना मीचं हिरो आहे, मीचं हिरो आहे. <chuckles>
आणि हो, आणि हो, <chuckles> आणि आपण माघार घेतली म्हणजे मी खूप कमी झालो अन् माझा खूप मोठा अपमान झाला किंवा मी अपयशी झालो हे तर काहीचं नसतं. माघार घेतली म्हणजे मला कुठेतरी ऊर्जा भेटली आणि आता मला कुठेतरी आशा आहे अन् माझं नातं सुधारत आहे, हीचं खूप मोठी सकारात्मक गोष्ट आहे. म्हणून जेणेकरून मला आत्ताच्या पिढीला की
हां. खूप मस्त. हां, हां, हां. सुधार आहे. बरं, बरं. म्हणजे आपला अहंकारापेक्षा आपला अहंकारापेक्षा आपलं नातं महत्त्वाचं आहे, हे ज्याला जाणीव होतं ना, तोच माघार घेऊ शकतो आणि ते त्याला पण मग गट्स लागतात तर म्हणजे ते एक आहे तुम्ही सांगताय ते.
हो, हो. हो, हो. हो. गट्स लागतात पण ते ठेवावं पण लागतं, की आपण बोलतो, की नाही मला अ, पुढचा विचार करायचा आहे, भविष्याचा विचार करायचा आहे. मला आता तात्पुरता विचार करून चालणार नाही. ठीक आहे आता तो रागात आहे. किंवा मग मला अ, नाही समजून घेणार 2 वर्ष 3 वर्ष पण कधीतरी एक काळ येतो ना, की नाही, त्याला पण जाणवेल, की नाही, ही बरोबर होती किंवा ती मला कधीचं जास्त अ, आपण बोलतो उलटून बोलली नाही किंवा ती रागात जास्त राहिली नाही. ज्याने कुठेतरी जाणीव होते आणि त्यातून नातं अधि अधि अधिक मजबूत होत चालतं.
हां. हो. आहेत ते, अगदी, अगदी. हां ना, हां ना. उलटं बोललेलं नाही आहे. अगदी, अगदी. अगदी, अगदी. खूपचं छान! तर मला खूपचं म्हणजे नाही का, एक प्रेरणा पण मिळाली. माझाही स्वभाव थोडासा तापट आहे. तर मलाही कधी-कधी माझ्याकडून बोललं जातं. तर आता मी निश्चित प्रयत्न करेल ना, की <chuckles> शांतपणे बोलायचं, ऐकून घ्यायचं तर खरंच म्हणजे नाही का? एक प्रेरणादायी आणि खूपचं छान संवाद झाला. तर आणि हे तुमच्या मार्गदर्शनाबद्दल खरचं तुमचे खूप आभार आणि धन्यवाद.
<chuckles> हो, हो. नक्की करा तुम्ही असा ट्राय. मलाही तुमच्याशी बोलून खूप छान वाटले, धन्यवाद.